हां. बरं.
तेव्हा मी नॉर्मल कपडे घालतो, कारण की कपडे ही आपली ऊर्जा आहे. नवीन कपडे नवीन अपॉर्च्युनिटी अ‍ॅट्रॅक्ट करतील आपल्याकडे आणि त्याच्याने जर माझी परिस्थिती वाईट आहे तर ती बदलेल.
चल हां. हो. हां.
या सर्व गोष्टी असतात. आणि अजून अ, काही बिझनेसमॅन आहेत त्यांची थियरी आहे की एखादी नवीन बिझनेस मीटिंगला जर जात असतील तर ते नवीन कपडे घालून जातात.
हो. हां. हां. बरोबर. हां, कॅन्सल.
नवीन कपडे विकत घेतात आणि घालून जातात.
घालून जातो. तर मग, अ, अ, तुम्हाला काय वाटतं म्हणजे कपडे असे फॅशनेबल असले पाहिजेत का साधेसुधे पण कम्फर्टेबलसुद्धा चालतात. या दोन्हीपैकी काय सांगाल?
हो, कार हं कपडे असे असले पाहिजे की जे, आपल्या अंगावरती चांगले दिसतील आणि आपल्याला त्याच्यामध्ये कॉन हां आणि आपल्याला कॉन्फिडंट फील होईल कपडे घालून.
अंग पूर्ण झाकलं जाईल. बरोबर. म्हणजे काही-काही इथं अ, काही-काही ठिकाणी अं, उगीच म्हणजे लोकं ओढून-ताणुन काहीतरी कपडे घालतात, मग ते त्यांना कॅरी करायचं पण अवघड जातं. असे पण बरेच एक्झाम्पल असतात. मग ते कॅरी करणं पण महत्त्वाचं आहे ना?म्हणजे, कुठलाही असू दे कपडा, पण तुम्हाला कॅरी करता आला पाहिजे, हे पण इम्पॉर्टंट आहे ना? हां, मग तसं तुम्ही काही अ, असं एक्झाम्पल देऊ शकता, की कपडे छान आहेत, पोशाख छान आहे, पण त्या माणसाला एकदम असं काही कॅरी करता येत नाही आहे, त्यामुळे तो असा त्यामध्ये, अ, असा इनकंफर्टेबल म्हणजे अनकंफर्टेबल होतोय तो असं काही तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आलंय कधी?
आपला आत्मविश्वास वाढेल त्याच्याने. हो. बरोबर, बरोबर नक्कीच. हं. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर.